आपण किती वेळा बघतो, की अ, आपण एवढे पिक्चर वगैरे बघतो त्यातला एखादा कलाकार असं, त्याचं काय म्हणतात ना एक स्टाईलच काही और असते आणि अ, एखाद्याचं व्यक्तिमत्त्व आपल्याला आवडायला लागतं आणि थोडंफार त्याच्यामुळे आपणही बदलतो. असा कुठला कलाकार आहे तुमचा आहे का आवडीचा?
हो, हो. अर्थातच. म्हणजे अ, मी तुम्हाला अ, थोडंसं स्टेप-बाय-स्टेप सांगतो म्हणजे मजा येईल ते ऐकायला तुम्हालाही. मी लहानपणी अ, जो माझा आवडता कलाकार आहे त्याचा मी आधी आवाज ऐकला. त्यानंतर मी हां. त्यानंतर मी एक पोस्टर बघितलं त्याचं. आणि त्यानंतर अ, तिसऱ्या सिनेमाचा म्हणजे, एका सिनेमाचा एका सिनेमामधला आवाज ऐकला, दुसऱ्या सिनेमाचं पोस्टर बघितलं आणि बघितला मी तिसराच सिनेमा. <chuckles> असं सगळी गंमत आहे. तेव्हा माझा आवडता कलाकार आहे, आपले अमितजी, अमित सर, अमिताभ बच्चन. हां, हां.
नक्कीच, नक्कीच. काय बोलता? अच्छा. अच्छा! <chuckles> अ अरे वाह! अमित ब अमिताभ बच्चन. मस्त-मस्त.
अमिताभ बच्चन. हो. आणि मी लहान असताना, अ, मी, तो काय म्हणूयात शोले नावाचा एक चित्रपट होता त्या डायलॉग च्या कॅसेटस् फार तेव्हा प्रचलित अ, होता लोकं डायलॉग्स ऐकायचे. तर त्यामध्ये मी त्यांचा पहिल्यांदा आवाज ऐकला. त्यानंतर अ, थोडासा काळ गेला होता आणि डॉन नावाचा एक चित्रपट आला होता. त्याचं मी पोस्टर बघितलं होतं. असं तो असा, असा असा, तिरपा असा पळतोय डॉन म्हणजे अमिताभ बच्चन पळतोय. आणि झीनत अमानने असे 4 असे, गन रोखलेली आहे तिने, रिव्हॉल्वर अशी रोखलेली आहे. आणि 4-5 असे तिच्या शेडमध्ये असे, ती उभी असलेली अशी आणि अमिताभ बच्चन असा पळतोय, असं तो एक अ, पोस्टर होतं. पोस्टर बघितलं तर म्हंटलं "अरे वाह! क्या बात है! पर्सनॅलिटी पाहिजे तर हे अशी पाहिजे." असं तेव्हा लहानपणीच तेव्हा असं वाटलं होतं. येस हे खूप छान आहे.
मग त्यांचा हो, हो. ओ हो! हां. अच्छा. अच्छा. पोस्टर बघितला. अच्छा. मग? मग ते, आवाज आणि तो पोस्टर बघून कधी एकदा पिक्चर बघतो असं झालंच असेल.
पिक्चर बघतो असं झालं होतं, पण तेव्हा असं नव्हतं, की लगेच आपण जाऊ आणि सिनेमात लगेच तिकीट घ्यायचं आणि बसायचं एवढं सोपं नव्हतं तेव्हा. लहान होतो कोण ऐकणार होतं आपलं. पण मग कालांतराने मग रि-रिलीज झाला होता आमच्या इथे अ, अमर अकबर-अँथोनी नावाचा चित्रपट. तो मग, तो छान सिनेमा होता. तर माझी आणि अमिताभ बच्चनची पहिली भेट अमर-अकबर-अँथोनी मधली. <chuckles> असं हो. तर मग आई अरे, एकदम त्याचा त्या दिवसापासून तर आजपर्यंत, मी त्यांचाच फॅन आहे. इतरही आवडतात कलाकार नाही असं नाही. पण अ, ते म्हणजे अगदीच जे ते म्हणातात ना सदियो का नायक तर ते खरंच आहे ते. सदाबहार अ, येस, नायक आहेत ते, तेव्हा त्यांना मी कितीही त्यांचा फ्लॉप पिक्चर असो किंवा लोकांना न न आवडता सिनेमा असो, पण मला त्यातनं काही ना काही तर नक्कीच आवडतं. हो, हो.
हां. अच्छा. अच्छा. हां, मस्त होता तो पण मस्त हिट होता. हां. अरे वाह! मग अँथोनी कसे वाटले? <laughs> हो, हो. हो. सदाबहार पिक्चर असतो तसा हे, अ, सदाबहार नायक. हो. नक्कीच, नक्कीच. तसे होतेच ते म्हणजे पण कुठला भाग होता, की त्याच्यात त्यां म्हणजे अ, तुम्हाला खूप भावला असा त्यांचा कुठला एखादा, अ, कॅरेक्टर किंवा एखादं अ, गोष्ट कुठला एखादा सीन, जो त्यात तुम्हाला ते भारी वाटले एकदम?
हो, हो. अ, म्हणजे खरं सांगायचं तर खूप अवघड आहे तसं सांगण. पण तरी पण असे, जे असे अ, रॅन्डमली पटपट मला आठवतील त्याबद्दल सांगतो मी तुम्हाला. एक तर शोले आहे, त्यामधला जय हा, आजही हं, एकदम एकदम सिरियस कॅरक्टर इतकं छान कॅरक्टर केलेलं आहे ते. अ, आणि तो आत्ता पुन्हा रीलीज झाला सिनेमा तो शोले पुन्हा एकदा अ, अनकट नावाने. अ, त्याच्यामधले जे काही अ, कट केलेले सीन होते आणि त्याचा एंड चेंज करून पुन्हा तो रिलीज केलेला आहे तोही बघितला मी आता. तर 3 डी सिनेमा होता 3 डीमध्येही आला होता शोले, तोही मी बघितला आणि जेव्हा-जेव्हा रिलीज व्हायचा आणि थेटरला लागायचा तेव्हा-तेव्हा मी खूप वेळा तो सिनेमा बघितला आहे. माझ्याकडे त्या सी-डीज आहेत माझ्याकडे त्या डी-व्ही-डीज आहेत. मा माझ्या लॅपटॉपला ती फिल्म सेव्ह आहे, असं इतका म्हणजे शोलेचा मी मोठा फॅन आहे आणि आम्ही जिता
हो. हो. एकदम सिरियस कॅरक्टर. हां. हां, हां. हां. अरे वा! अरे वा! अरे बापरे! अंदाजे किती वेळा बघितला असेल आतापर्यंत?
अ 50 75 च्या पुढे बघितला असेल तो, खूप वेळा बघितला मी. म्हणजे मोजलच नाही मी. अ, हो, हो. असं झालंय ते माझं हं, सेंच्युरी होईल ती आता काही दिवसानंतर, असं मला वाटतं ते. आणि हो, हो. खूप म्हणजे खूपच अ, अ, मग त्यानंतर मग त्यांचा हम नावाचा सिनेमा आला होता. आपला टायगरचा जो रोल होता तो मला फार आवडला आहे. अ, नंतर अग्निपथ मधला विजय दीनानाथ चौहान जे आहे कॅरेक्टर.
हं, हं. आहे म्हणजे तुमची ती काय म्हणतात, जुबली वगैरे. सेंचुरी होणार आहे वाटतं तुमची. <chuckles> नक्कीच, नक्कीच. काय मस्त फॅन आहेत तुम्ही त्यांचे. हां. हां. त्यात तर आवाज परत एकदम भारी मिरान. हो. <chuckles>
एकदम मस्त क्लासिक तो सिनेमा. तो एक आवडता आहे. खुदा गवाह नावाचं, एक सिनेमा आहे, अं, सर जमीन आहे हिंदुस्तान अस्सलाम वालेकुम वगैरे जे काही आहे ते सिनेमातलं ते झालं. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों, की पुलिस कर रही है. तो एक आवडता आहे सिनेमा. मग त्यानंतर पुकार आहे, कसमे वादे, कभी कभी आहे, अ, सिलसिला आहे. म्हणजे किती नावं घ्यावेत त्यांच्या सिनेमाची आणि प्रत्येक सिनेमामध्ये त्यांनी वेगवेगळी कामं केलेली आहेत आणि खूपच मस्त खूपच छान.
हां. नक्कीच. काही ठिकाणी हीरो पण झाले, काही ठिकाणी विलन पण झाल्यात ना ते?
हो, हो, अ, जुने जे सिनेमा आहेत त्यात अ, गेहरी चाल नावाचा एक सिनेमा आला होता. त्यातले नायक जितेंद्र होते, पण त्यांची अ, थोडीशी नेगेटिव्ह भूमिका होती. अ, ॲक्टिंग नेगेटिव्ह असं म्हणू शकतो आपण ती होती.
हो, हो. त्यांचे डबल रोल्स पण होते मला वाटतं काही पिक्चरमध्ये.
खूप, खूप अ, खूप सिनेमे आहेत डबल रोल्स चे त्यांचे. एक महान नावाचा सिनेमा तर त्यामध्ये ते ट्रिपल रोल मध्ये आहे. अ हो, ट्रिपल रोल ना अ, महान नावाचा सिनेमा आहे, ते 1 वडील आहेत, 2 त्यांची मुलं आहेत. एक हो, हो. तर अ, अ, तुम्हाला ते गाणं आठवत असेल, प्यार में दिल पे मार दे गोली, ले ले मेरी जान.
काय बोलता? अच्छा! हं. हां, हां, हां. आता बोलल्यावरती मला असं लक्षात आलं. म्युजिक वरून लक्षात आलं हां.
प्यार में दिल पे मार दे गोली ले ले, तर येस, ते आर. डी. बर्मनचं संगीत आहे त्या सिनेमाचं आणि त्या अ, त्या सिनेमामध्ये महान सिनेमाचाच आहे हे आणि त्यामध्ये अमिताभ ट्रिपल रोल मध्ये आहे. सत्ते पे सत्ता नावाचा आहे त्यामध्ये डबल रोल मध्ये 1 पॉझिटिव्ह, 1 नेगेटिव्ह म्हणजे एक ग्रे शेड मध्ये आहे. एक अ, तो एक सिनेमा आहे. अ, दि ग्रेट ग्यामलर नावाचा सिनेमा आहे त्यामध्ये डबल रोल आहे. असे ब बरेचसे आहेत.
अच्छा. अच्छा. हो, हो. मस्त! मस्त! मग ह्याच्यातलं तुम्हाला सगळ्यात असं म्हणजे ह्या मस्त-मस्त आहेच आणि ते तर भरपूर पिक्चरमध्ये आहेत. नक्कीच आणि त्यांचे भरपूर अ, गोष्टीतून म्हणजे अ, एकदम, अजब करणारे आहेत म्हणजे अरे वाह! मस्त हे कसं कसं केलं त्यांनी? असं होतं. पण तुम्हाला काय आवडतं त्यांच्यातलं? आणि असं काही झालंय का की ते एखादी गोष्ट तुम्ही अ, त्यातली उचलली आणि तुम्ही तसं करायचा प्रयत्न करतात किंवा त्यांच्यामुळे तुमचं काही बदललंय का? म्हणजे अ, ड्रेसिंग सेन्स वगैरे असं थोडंसं कॉपी करतो ना आपण, आपल्या आवडत्या कलाकारांचं?
हां. हो. हां. येस-येस. हां, हां, हां. हो, हो. तर अ, ड्रेसिंग सेन्स मी त्यांच्यासारखा करण्याचा प्रयत्न केला पण तो तो त्यांनाच चांगला दिसतो खरं सांगायचं तर. कारण त्यांची उंची, त्यांची जी काही स्ट्रक्चर आहे, त्यांची बॉडी शेप आहे त्यांचा, तो त्यांनाच चांगला दिसतो. मी तेवढा उंच नाही आहे, मी 5'10" आहे.
हो. <chuckles> हो. मग त्यांचा एखादा डायलॉग किंवा असं होतं ना, की फॅन असल्यामुळे सारखं ते डायलॉग्स तोंडावर येतात. काहीतरी आपलं नॉर्मल लाईफ सिच्युएशन मध्येसुद्धा आपण सहज अ, म्हणजे आता तुम्ही म्हणले ना, 12 मुलकों की <chuckles> करतात किंवा
हां, हां. येस-येस. हां, हां. हं. तर ते पुलिस हां. तर अ, ते मित्रांबरोबर असताना ते होतं ना, की अ, ते जे आहे अ, तुम मुझे बाहर ढूंढ रहे थे, मैं तुम्हाला यहाँ इंतजार कर रहा हूँ. ते जे आहे तर मित्र जर आली नाही वेळेवरती कँटीनमध्ये बसलो आहोत आणि तसं तर मग तेव्हा मला असं म्हणायचो की अ, तुम मुझे बाहर ढूंढ रहे थे, मैं तुम्हाला या इंतजार कर रहा हूँ. असे त्या सी त्या सिच्युएशनला पण त्यांची सवय आहे ना
हे. <chuckles> हां, हां, हं. <chuckles> त्यांना पण माहीत असेल की तुम्ही अ, अमिताभचे डाय हार्ट फॅन आहात म्हणून.
हो, हो, हो. येस, येस. ऑफ कोर्स. म्हणजे आता अमिताभचे काही रील्स वगैरे काही आले किंवा शॉट्स आलेत किंवा काही इन्फॉर्मेशन लगेच मला पाठ लगेच प आधी मला फॉरवर्ड करतात. हे बघ, हे बघ, असं आणि पण त्याच्या 2 सवयी मी घेतल्या आहेत बरं का मॅम, म्हणजे 1 अ, म्हणजे त्यांच्या अ, अ, सवयी आहेत त्या अ, नोट अ, आउटफिट वगैरे किंवा सिनेमातलं काही नाही त्यांचं अ, अ, ॲज अ व्यक्तिमत्व म्हणून.
<chuckles> तुम्हाला पाठवत असतील? <chuckles> अरे वाह! वाह! वाह! आणि हां, हां. हां, हां. जे ॲज अ व्यक्तिमत्व एक अ, खरोखरचा अ, अमिताभ बच्चन कसा आहे?
तसं आहे. त्यामध्ये ते ना अ, ऑफ रील ते अ, वेळेचे खूप पंक्चुअल आहेत ते. तर तो गुण मी त्यांच्याकडनं घेतलेला आहे. मी कुणालाही कधीही अ, वेटिंगला ठेवत नाही कधीच नाही. म्हणजे दुसरे जेव्हा भेटायला जातो ना, मी 5 मिनिटं आधी जातो मी तिकडे मी स्वतः वेट करतो पण मी आजपर्यंत कधीच कोणालाही वेट करायला लावलेलं नाही, मला नाही आठवत. म्हणजे लोकांनी मला खूप वेट अ, वेटीज धरले आहे, पण मी
ऑफ रील, हां. हो. हो. अरे वाह! खरंच, त्यां त्यांचा तो एक वेगळाच अ, त्यामुळे आदर येतो, की अ, म्हणजे एवढे मोठे व्यक्तिमत्त्व असून आणि एवढे बिझी असून आणि एवढं नाव असून, किती म्हणतात ना, लोकं नाव झालं की शेफारतात अ, म्हणजे अ, लव म्हणजे टाईमात पोहचता येत असेल तरी मुद्दामून पोहचत नसतील असं कधी-कधी वाटतं. पण ते खरंच कुणालाहीच आपल्यासाठी अडवत नाहीत म्हणजे वेट करायला लावत नाही एवढं मोठं व्यक्तिमत्व असूनही आणि ते पण तुम्ही छान उचललात. अजून कुठला गुण म्हणालात, तुम्ही 2 गुण म्हणालात. हा पहिला गुण तर नक्कीच मला भावतो हो.
आदर आहे, येस. हो, हो. हं. शेफारतात. हो, हो, हो. अडवत नाही. वेट करायला लावत नाही. येस. आणि हो आणि दुसरा दुसरा गुण आहे ते फायटर आहेत ते. त्यांचा इतका फायटर इन द सेन्स लाईफ शी फाइट करणं म्हणा, त्या संदर्भातला फाइटर. म्हणजे त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता कुली या चित्रपटाच्या दरम्यान, ते अगदी म्हणजे ज जाणारच होते पण त्यांची विल पॉवर अर्थातच तक
अच्छा! ओके, अच्छा! हो, हो. अच्छा! एवढी एवढी अ, प्रो हे हे ॲक्सिडेंट मोठा होता तो?
हो, हो. खूप मोठा होता ते म्हणजे ती शूटिंग जवळ-जवळ 6 महिने-वर्षभर थांबली होती. त्यानंतर ते खूप अ, सीरियस होते अमिताभ बच्चन कदाचित त्यावेळेस गेले असते ते. पण मग तुम्ही जर कुली सिनेमा बघितला त्या त्या त्या सिनेमामध्ये त्यांना जिथे अ, लागलं आहे तो पॉज होतो सिनेमा आणि तिथे ती अ, नोट येते, की ह्या-ह्या सीनमध्ये अमिताभ बच्चन इनको यहाँ पर चोट लगी थी वगैरे-वगैरे. तिथे तो पॉज होतो तो सिनेमा. आजही. तुम्ही कुली सिनेमा जेव्हा पण बघाल, तिकडे आहे ते. लोकांनी खूप म्हणजे उपवास ठेवले होते. खूप लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने अ, त्यांच्या दूवा मागितली होती. अ, मुस्लिम जी समाज आहे त्यांनी वगैरे हो, हो. आणि त्यातनं ते बाहेर आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी, की अ, त्यांनी ए-बी-सी-एल नावाची त्यांची कंपनी काढली होती तर ते अ, अ, फ्लॉप झाली ती कंपनी अ, डबघाईला गेली. त्यांना खूप नुकसान झालं. ते खूप मोठ्या कर्जात, करोडोच्या कर्जात, खाली गेले होते. पण तरीही हां, वयाच्या अ, 50-55व्या वर्षानंतर त्यांनी पुन्हा कौन बनेगा करोडपतीनंतर झेप घेतली आणि पुन्हा एक त्यांचं स्वतःचं राज्य, साम्राज्य उभं केलं आणि ते पुन्हा मिळवलं त्यांनी त्याच्यापेक्षा खूप पटीने मिळवलं त्यांनी.
अच्छा. अच्छा! हां? अच्छा. अच्छा. अच्छा, अच्छा. हं. ओह! काय बोलता? मस्त! नक्की अच्छा! परत उभं केलं. म्हणजे ते हे डगमगले नाही खालती हां, नक्कीच-नक्कीच म्हणजे परिस्थितीला नक्कीच. हो.
तर तो फाईटर जो, फाईटर स्पिरीट आहे ना, त्याच्याबद्दल बोलत होतो मी. की ते मला फार आवडतं त्यांचं.
अच्छा, मग तुम्ही पण तो फाईटर स्पिरीट उचलाय?
ठीक आहे. हो, हो. मी मी हारत नाही मग. किती संकट येऊ द्या आपण हारायचं नाही, डगमगायचं नाही, ते येणारच आहे. तर ते त्या त्याच्याने घाबरून नाही जायचं, असं मी ठरवलेलं आहे. वेळ द्यायचा त्या गोष्टीला आणि अ, पुढे निघायचं.
नक्कीच, नक्कीच. म्हणजे अच्छा. मग तुम्हाला असं म्हणजे आता तुम्ही जसं म्हणालात की अ, हे 2 गोष्टी तर तुम्ही उचलल्याच आहेत, की 1 फायटर स्पिरिट आहे आणि 1 पंक्चुअलिटी आहे. अ, वेळेच्या आधी आपण अ, पोहोचतोय आणि कधीच माघार घ्यायचा नाही, हे तुम्ही एक छान त्यांच्याकडून घेतलंय. अ, आजकालचे जे कलाकार आहेत, तरुण कला कलाकार आहेत, तर अ, कुठले कलाकार असं तुम्हाला वाटतात की त्यांच्यासारखे थोडेसे अ, पुढच्या पिढीला प्रभाव दाखवताहेत, त्यांचा ठसा एक उमटतोय नवीन पिढीवरती?
हं, हं. हं, हं. हं. हो, हो. हां, हां. अ, मला तो रणबीर कपूर असा वाटतो, अ, हां. त्याचं कारण असं आहे की तो तर अगदी म्हणजे पृथ्वीराज कपूर, राज कपूर, ऋषी कपूर आणि आता अ, रणबीर कपूर. असा त्यांचा सगळ्या एवढ्या 4-5 पिढीपासून अर्क आहे तो आणि तो खरंच अभिनय खूप छान करतो. मग त्याचा तो रॉक स्टार असेल किंवा मग बर्फी नावाचा सिनेमा असेल, आता ॲनिमल. ॲनिमल मला खूप आवडला नाही सिनेमा, पण तो ॲक्टर म्हणून त्यांनी छान केला तो सिनेमा.
अच्छा. अ हां, हां. अच्छा. अच हो, हो. हां, हां. हो, हो. नक्की.
अ, अ, सावरिया नावाचा त्याचा अ, अ, काय इंट्रोडक्शन फिल्ममध्ये होतं. पहिल्यांदाच तो आला होता. हे इंट्रोड्यूस झाला होता. तो सिनेमा तो सगळ्या सिनेमांमध्ये तो काम खूप अ, धमाल करतो. जवानी दिवानी असू द्या, नाहीतर तमाशा असू द्या. अ, सगळ्या सिनेमांमध्ये तो एकदम ईज काम करत असतो.
अच्छा. हां, हां. अच्छा. म्हणजे
असं मग तो एक कलाकार म्हणून छान वाटतो मला, पण बाकीच्या गोष्टींचं नाही एवढं ज्ञान. त्याच्याबद्दल पर्सनल खूप नाही माहिती. जसे अमिताभ बच्चनबद्दल पर्सनलपण माहिती आहे. पण तो असं एक वाटतो माणसाला तरी.
नक्कीच, नक्कीच. किती वेळा असं होतं ना, की आपल्या आवडत्या कलाकाराबरोबर कोणच अ, म्हणजे जवळपासही वाटत नाही, पण थोडाफार जसा त्यांनी फरक केला, तसा ते करतील असं तुम्हाला वाटतं आहे. छान गोष्ट अ, सांगितलीत तुम्ही तुमचा अंदाज सांगितलात. आणि खरंच अ, अमिताभ बच्चन तर हॅट्स ऑफच आहेत आणि अ, अशा अँग्री मॅनचं तुम्ही मला जवळपास सगळ्या गोष्टी, गमती-जमती सांगितल्यात. त्यांचं पर्सनल लाईफमध्ये पण त्या क ते कसे आहेत त्यांचं पण तुम्ही सांगितला. त्यांचा ठसा तुमच्यावरचा खूप छान पद्धतीने आहे. अ, मला या गमती-जमती सांगितल्यात अ, माझ्याशी शेअर केल्याबद्दल खरंच धन्यवाद. मला खूप मजा आली तुमच्याशी बोलून.
हां. हां, हां. हं. हो, हो. हं. मलाही खूप छान वाटलं. खरं तर मी पुन्हा एकदा अमिताभ बच्चनमय झालो आणि ते असं अ, छान प्रवास झाला माझा पहिला तो पोस्टर बघितलेले, डायलॉग्स ऐकलेले, सिनेमा बघितला. आई-बाबा होते माझे पहिले सिनेमा बघताना. अमिताभशी भेट घालून द्याल देताना, आई-बाबा माझ्यासोबत होते आणि सिनेमात बघितलं. असं ते फार फारच छान वाटलं म्हणजे मला हां.
<chuckles> हो. कधी भ पर्सनली भेटला आहेत का कधी अमिताभ बच्चन ना?
नाही, नाही. कधीच नाही. त्यांच्या बंगल्याच्या बाहेरून गेलोय मी. पण अ हां, मुंबईला जेव्हा गेलतो.
पण Twitterला वगैरे फॉलो करतात, कधी बोललात वगैरे असं वन टू वन?
अ, नाही, नाही, नाही. मी त्यांना अ, फॉलो करतो. त्यांचे काय अ, अ, ट्वीट्स असतात ते वाचतो वगैरे, पण कधी त्यांना रिप्लाय करायची मला हिम्मत नाही झाली. हं. असं आहे.
अच्छा. हो, हो. हां. अच्छा, अच्छा. नक्की करा त्यांना आवडेल. मला तरी नक्की खात्री आहे. अ, खूप मजा आली. माझ्याशी खरंच धन्यवाद. परत बोलू.
थँक यू. थँक यू. खूप धन्यवाद तुमचे. पुन्हा आपण भेटूयात. गप्पा मारूयात. धन्यवाद.